चप्पल बसणार मग. <laughs> अच्छा. मग अ, अच्छा हे एक झालं गंमत म्हणून. म्हणजेच मग नुसतं अ, आई-वडिलांना का अ, मग असे नातेवाईक वगैरे पण असतात. मग त्यांचं काय करता तुम्ही?
अ, तोंडावर चपला बसणार आमच्या. <chuckles> हां. हां, ज्यांचं मला जर अ, तर तुम्हाला माहिती आहे Instagram वर ते रिकमेंडेड, सजेस्टेड अकाउंट्स दिसतात, हे ना. तर तुमचं जे कॉन्टॅक्ट्समध्ये सेव असते ना, ते तुम्हाला दिसतं, की हे यांचं अकाउंट आहे तुम्ही फॉलो करा. मला जसच लगेच ते दिसेल कोणी माझ्या ओळखीचं आहे, त्याला मी तुरंत ब्लॉक करून टाकतो.
हां, हां. हां. अच्छा म्हणजे रिलेटिव्हजला पण नो एंट्री. म्हणजे आई-बाबांना नाहीच पण जे आई-बाबांना नाव सांगू शकते त्यांना पण नो एंट्री. <laughs>
नो एंट्री. <chuckles> <laughs> कारण माहीत क पोल कशी उघडते हे रिलेटिव्हज कडूनच. मी बघितलं तुमच्या मुलाची फोटो या मुलीसोबत Instagram वर. पोल अ, अशीच उघड उघडते म्हणून मी त्यांना पण ब्लॉक करून ठेवतो.
अ हां. अच्छा. अरे बापरे! आणि
हां आणि मीच नाही फक्त, आमची जी जनरेशन आहे. हां, हां सर्वच असे करतात.
सगळे सहूंसा सगळे, अ, अच्छा. <chuckles> अच्छा, अच्छा. मग अ, आई-बाबा कधी ओरडत नाही काय-काय चाललं आहे तुम्ही? म आम्हाला घेत नाही वगैरे एखाद्या सोशल मीडियावरती. म्हणजे Facebookवरती तरी आहेत का?
हां. अ, <chuckles> Facebookवर आहे ते पण आम्ही Facebookवर नाही. आता जो हा जर, मला आता मला आई म्हणते, की "तू आमची फोटो टाकत काही नाही?" तर मी त्यांच्यासाठी WhatsApp वर टाकतो स्टेटस
अच्छा. ते प्रत्येकासाठी वेगळं करून ठेवलं आहे फॅमिलीसाठी आणि ह्यांच्यासाठी फ्रेंड्स. हां WhatsApp. अ, Instagram फ्रेंड्ससाठी अ, आणि LinkedIn प्रोफेशनलसाठी.
हां. हां फॅमिलीसाठी WhatsApp. हो. हो. प्रोफेशनल ऑफिससाठी.
अरे वाह! मस्त. म्हणजे सगळ्या अ, सोशल मीडियाला काम दिलंय. प्रत्येका डिव्हिजन केलं आहे एकदम, छान आहे. मग
हां. हो आणि अजून एक अ, नवीन सोशल मीडिया आहे. Reddit म्हणून, तुम्ही कधी ऐकलंय?